अशा काही?
तसंच झालं. ते काय झालं की आम्हाला यायचं होतं परत आम्ही काही घरी सांगितलंच नव्हतं, की आम्ही अस फिरायला चाललो म्हणून. मग आम्ही ते पावसात एन्जॉय केला आणि नेमकं काय झालं ना की जात जाण्याच्या वेळेस आहे ना, माझा मित्र माझी गाडी चालतो नवीन गाडी होती त्याला थोडंसं चालवायची होती तर मग ती चाबी त्याच्याजवळ होती, माझ्या मित्राजवळ आणि निघायची वेळ झाली आता, आमची सगळी तयार झाली आणि नेमकं असं कळणं असं कळालं की त्यानं ती चाबी हारून टाकली कुठेतरी.
हां. <chuckles> हां, बरोबर, नक्कीच. हां. हां, बरोबर. अरे बापरे! झालं मग कामच झालं. <chuckles>
काम झालं म्हणजे आमचं काय आता माझ्या तर नवीनच गाडी आहे. आता तिथं ठेवायचं कसं? तो प्रश्न एकतर.
<laughs> खरं आहे, खरं आहे. ही एक मोठी अडचण. मग आता काय? मग याच्यावर उपाय काय केला मग तुम्ही?
घरी तर जायचंच आहे. उपाय काय नाही आम्ही शोधत बसलो चाबी. चाबी काही सापडली नाही. रात्र होत आली होती. पाऊस चालू वरून, घरी जाणं आवश्यक होतं. मग असं मग विचार केला बाबा शेवटी मग तिथं जे एक फ फॉरेस्टचं ऑफिस होतं तिथं मग जाऊन ती गाडी आम्ही सगळ्यांनी उचलत-उचलत-उचलत ते हँडल लॉक होती तिथं नेऊन ठेवली.
अरे बापरे! खरं आहे. हां. अरे बापरे!
मग तिथून मग ट्रिपल सीट ट्रिपल सीट असं करत आम्ही घरी आलो कारण की मला माहीत होतं की एक जेव्हा नवीन गाडी घेतो आणि त्यासोबत 2 चाब्या येतात.
<chuckles> हां. हां, बरोबर आलं लक्षात 2 चाव्या येतात त्याच्याबरोबर.
तर एक चाबी माझी घरी होती.
हां, मग ती घरातून चावी म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही माघारी गेला का मग ती गाडी आणण्यासाठी?
नवीन. अगदी बरोबर, एकदम बरोबर ओळखलं. कारण की त्या दिवशी तर शक्यच नव्हतं. त्या दिवशी आम्ही तर रात्री पोहोचलो. मग ते घरातच वातावरण. "अरे! नवीन गाडी कुठे गेली? काय झालं?" असतच. म्हटलं, "पाऊस फार येत होता म्हणलं तर मग मी तिथे लावली म्हणलं चालूच होत नव्हती म्हणलं तर मग मित्राच्या घरी लावली म्हंटलं मी सकाळी घेऊन येतो म्हणलं." मग सकाळचा बाहाना पाहून चुपचाप ते चाबी घेतली. मित्राला घेतलं सोबत, त्याच्या गाडीवर ज्यांना <chuckles> ज्यांनी चाबी हरवली होती त्याच्या गाडीवर बसून त्याला सोबत घेतलं. "तूच चाल म्हणलं आता."
<laughs> <chuckles> नाही. खरं आहे की. <chuckles> <chuckles> खरं आहे, हं. <laughs> <chuckles> <laughs> हां. <chuckles> <laughs> <chuckles> खरं आहे, खरं आहे की.
आम्ही दोघं गेलो मग तिथून ती गाडी आम्ही परत दुसऱ्या दिवशी तोच अनुभव चांगला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच गेलेलो ना परत ते निसर्गाचं वातावरण परत ते पाऊस.
हां, बरोबर आहे. <chuckles> नाही-नाही. खरं आहे, खरं आहे. मग आता म्हणजे आता कसं आहे? ही तर तुमची म्हणजे थोडक्यात म्हटलं तर तुमची ही नकारात्मक घटना झाली, की तुम्हाला म्हणजे ही आता मजा येत असेल आठवल्यावर पण त्यावेळेस तर तुम्हाला त्रासदायकच होत ते म्हणता येईल. पण अशा
पाऊस चालू. मी सुरुवातीला आ एन्जॉय फार केला ना, सुरुवातीला म्हणजे आम्ही जसं गेलो ना तिथं त्या त्या पॉइंटवर 10-11 वाजेच्या आसपास आम्ही तिथं पोहोचलो होतो. 10-11 वाजेपासून 5-6 वाजेपर्यंत आम्ही फार मज्जा केली, म्हणजे फ फुल मजा केली. त्यानंतरची घटना झाली ती.
<laughs> <chuckles> हां. हं. बरोबर आहे की. खरं आहे, खरं आहे.

अ, पावसाळा पडला ना, तर माझं सगळ्यात पहिले असतं ना की पाऊस पडला, की सगळ सगळ्यात पहिले तर काय? पहिला जो पाऊस पडतो ना, त्याची काही मजाच वेगळी असते. आणि मला तो मिस नाही करा मला तो आहे ना, कधीच मिस नाही करावा वाटत. आणि बराच वेळा 1-2 वेळा असं झालंय माझं की अनफॉर्च्युनेटली तो पाऊस पडला आणि मी त्यावेळेस जे आहे ना, ते पहिल्या पावसात नाही जाऊ शकलो कारण की जो पहिला पाऊस पडतो ना, त्यात भिजण्याची मजा आणि तो मातीचा जो सुगंध येतो ना, तो आयुष्यात म्हणजे पुन्हा नाही भेटत तो. म्हणजे तर फार वाट पाहावी लागते त्या गोष्टीसाठी तर. तर तो मला मिस नाही करावा वाटत. आणि नक्कीच की पावसात पाऊस पडला, की मग काय फिरायला जाणं, मग विशेषतः काही खाद्यपदार्थ खाणं, जसे भजे, गरमा-गरम भजी, वडापाव, चहा याचा आनंद घेणं.
हं. हां. <chuckles> खरंय की. हां. <chuckles> हां. <chuckles> खरंय, खरंय. हं. खरंय, खरंय. अ, पण हं. हां. <chuckles> बरोबर आहे की. तरी पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलाय, तर तिथली एखादी अशी घटना सांगाल का? की बाबा किती मनोरंजक किंवा किती आरामदायी तो प्रवास होता किंवा पावसात मजाच वेगळी होती. अशा काही घटना की तुम्ही डोंगरात फिरायला गेला असेल, धबधबा पाहायला गेला असाल कारण पावसाळ्यात ह्या गोष्टींचं पर्यटन जरा वाढत ना मोठ्या प्रमाणावर.
हो, नक्कीच अ, पर्यटन वाढतं हे गोष्टी बरोबर आहे. पण अ, काय आहे ना, प्रत्येक वेळेस चांगल्याच गोष्टी होतात असं नाहीये, की काही-काही वेळेस मजेसोबत काय होत ना, आपली फजितीही होती. तर तशीच एकदा माझी फजिती झालेली. मला सांगायला आवडेल तुला.
हां. <chuckles> हां. बरोबर आहे. नाही, नाही सांगा ना, नक्कीच. हां.
अ, काय आहे. आम्ही एका हिल स्टेशनला गेलेलो आणि तो माझ्या शहरापासून जव म्हणजे एक अ, 30-40 किलोमीटरचं आहे हिल स्टेशन. डोंगरावर आहे.
हां. हां, म्हणजे जवळच म्हणजे जास्त काही लांब नाही म्हणता येत.